माणूस म्हटलं, की माणसावर खूप प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर मला सांगा, इन्फ्लुएन्सरना किती जबाबदारी असते, असं वाटतं तुम्हाला?
हं. हं. बघा ना, आजच्या काळाला इन्फ्लुएन्सर्स हे खूप महत्त्वाचे अ, म्हणजे रोल परफॉर्म करतायेत समाजामध्ये, की प्रत्येक व्यक्ती आजच्या टाईमाला सोशल मीडियावरती खूप अग्रेसर आहे. त्याचे खूप असे म्हणजे मोठमोठे सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा जे इन्फ्लुएन्सर्स आहे सोशल मीडियावरती हे काय काम करतात, की लोका लोकं त्यांच्यापासून प्रेरित झालेले आहेत. लोकं त्यांना ॲज अ त्यांचा हिरो असं मानायला सुरुवात केलेली आहे लोकांनी.
बरोबर. हो. हां, हां. बरोबर. हो, बरोबर.
आणि त्यांचेही आता जसे आपले मोठे-मोठे कलाकार असतात त्यांचे फॅन्स असतात. त्याच पद्धतीने या इन्फ्लुएन्सर्सचे पण, फॅन्स लोकं झालेले आहेत आजच्या काळाला आणि तेही फक्त सोशल मीडियामुळेच. तर
हो. हो, बरोबर.
जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि जी जबाबदारी आपण म्हणतो ना इन्फ्लुएन्सरांची असते ती खूप महत्वाचा रोल प्ले करते. कारण की जे हे इन्फ्लुएन्सर करतील, त्याच पद्धतीने, त्यांचंच ते जी गोष्ट त्यांनी केलेली आहे ते अनुसरण त्यांचे फॉलोवर्स जे असतात हे लोकं करतील. त्यांना मानणारे लोकं करतील. म्हणून इन्फ्लुएन्सरवरती सगळ्यात मोठी जबाबदारी असते.
हां, हां. हो. बरोबर. बरोबर. खूपच छान सांगितलं तुम्ही. तर मला सांगा तुमच्या एखादा असा अनुभव आहे का? म्हणजे की एखादा इन्फ्लुएन्सर म्हणून जबाबदारी ओढून घेणं म्हणजे एक प्रत्यक्षात काय बदलणं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही असं कधी अनुभवलंय का? म्हणजे कोणाला बघितलंय का?
हं. हं. बघा ना, एक इन्फ्लुएन्सर त्याच्यामागे मिलियन्सते मध्ये त्याचे फॉलोवर्स असतात आणि जर ते मिलियन्समध्ये फॉलोवर्स आहे आणि जर का तो एखादी पोस्ट टाकतोय, जी का चुकीची आहे एका चुकीच्या ब्रँडची आहे, जे लोकांसाठी चुकीचा मेसेज पोहचवतो आहे तर ते तेवढे त्याचे जे मिलियन्स ऑफ फॉलोवर्स आहेत तिथं त्या प्लॅटफॉर्म वरती, ते त्या चुकीच्या गोष्टीच्या बळी पडतील ते त्याच्या नावाखाली ती गोष्ट करतील आणि समाजामध्ये कुठेतरी चुकीचा मेसेज जाईल.
बरोबर. हो, हो, हो. बरोबर.
असं मला वाटतं आणि जर तो इन्फ्लुएन्सर काही चांगलं काम करत असेल, तर तो तेवढ्या मिलियन्स ऑफ लोकांना चांगल्या कामासाठी रुजवू शकतो त्यांना त्यांच्या मनात ते चांगलं काम दडवू शकतो आणि त्यांना ते काम करण्यासाठी प्रेरीतही करू शकतो. म्हणजे पूर्णपणे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स वरतीच आजचं जे युथ आहे ही डिपेंडंट झालेली आहे.
बरोबर. अगदी बरोबर. खूपच छान! खूप छान सांगितलं तुम्ही. तर अ, मला सांगा, एखाद्या क्षणी असं तुम्हाला जाणवलं का, की लोकं तुमचं बोलणं खरंच असं गांभीर्याने घेत आहेत?
हं. हं. अ, तर आपण बघितलं असणार, की मोठे-मोठे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स होते, की जसे ते अभि-नियू. हे जे आहेत ना जे माहिती देतात लोकांना, की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे, ह्या देशामध्ये. तर त्यांना अ, 6-7 मिलियन असे काहीतरी फॉलोवर्स आहेत त्यांचेवाले. तर मग एवढी मोठी जी क्राउड आहे, जी त्यांना फॉलो करते आहे, तर ते त्यांचं कंटेंट ऐकतात. त्यांना समजतं, की देशात आजच्या घडीला काय चाललं आहे? कुठली गोष्ट चुकीची आहे? कुठली गोष्ट बरोबर आहे? त्यांना अनुसरून लोकं त्यांचे मत बनवतात. त्यांना अनुसरून लोक त्यांचे डिसिजन घेतात. तर
हां, हां. हो, हो, हो. हो. अगदी बरोबर.
ती खूप जबाबदारीची गोष्ट आहे. त्यानंतर आपण सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्सर जर बघितला, तर ध्रुव राठी आहे, की जो खूप लोकांना फॅक्ट सांगत असतो, की देशामध्ये काय गो चांगली गोष्ट आहे, काय चुकीची गोष्ट आहे.
हां, हां, हां. बरोबर.
तर अशा लोकांना बघून लोकांची मेंटॅलिटी ही बनत असते. लोकं त्यांच्यानुसार त्यांच्या अ, स्टाईलने लोक वागायला लागतात, बोलायला लागतात.
अगदी बरोबर, खरंच. म्हणजे असं खूप वेळ घडतंय आणि म्हणजे तुमच्याच बाबतीत नाही, की अ, बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं. प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव असतात. हो, तर मला सांगा, जे फॉलोवर्स असतात ना, तर ते फॉलोवर्सच्या प्रतिक्रिया वाचताना, कधी असं वाटतं का, की एका पोस्टमुळे लोकांच्या निर्णयांवर परिणाम होतो?
हं. बरोबर. हं. हं. हो, नक्कीच ना, की आता मला मी तुम्हाला सांगतो, की एखाद्या अ, प्रो म्हणजे एखाद्या कंपनीनी त्या अ, जो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, त्याला त्यांच्या ॲड बनवण्यासाठी सांगितलं आणि त्याला त्या ॲड बनवण्याची त्यांनी काही ब्रँड डिल्स चे पैसे दिले. मग तो काय इन्फ्लुएन्सर काय करतो? त्या प्रॉडक्ट ची त्या ब्रँडची मार्केटिंग करण्यासाठी ॲड बनवतो.
हां, हां. हां, हां. बरोबर.
मग तुमच्या माझ्यासारखे जे फॉलोवर्स असतात, हे काय करतात, की तेच जर आपण त्या व्यक्तीला मानतोय, त्याला फॉलो करतोय, तर निश्चितपणे तो जे सांगेल तीच पूर्व दिशा आपल्यासाठी तर.
हो, ते तर आहे.
मग आपण ते प्रॉडक्ट घेणार. ते प्रॉडक्ट आपल्या घरी येणार. आपण त्याच्यासाठी खर्च करणार. आणि याच्यामुळे एकंदरीत आपली जी पर्चेसिंग स्टाईल आहे किंवा आपली डिसिजन मेकिंग आहे, हे त्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वरती आधारित होतं.
बरोबर, बरोबर. खूप छान सांगितलं तुम्ही. तर मला एक सांगा, की आपण म्हणतो ना, हे स्पॉन्सरशिप असतं बघा, प्रमोशन असतं किंवा मग ब्रँड डील करतानी एक पारदर्शकता कशी राखायची, असं तुम्हाला वाटतं? आणि त्यासाठी म्हणजे एक अ, एक स्पॉन्सर्ड म्हणावं, हे पुरेसं आहे का? किंवा मग इतर काय करायला हवं?
हं. हं, हं, हं. बघा अ, याच्यात काय असतं ना, की ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची ती जबाबदारी असते, की "तो ब्रँड चांगला आहे का? त्याचं लोकांना काही दुष्परिणाम होणार नाहीत ना?" याची दक्षता त्या इन्फ्लुएन्सरनी घेतली पाहिजेल. कारण की तो तेवढ्या सर्व तो एकट्याला तिथं नाही अ, त्यांच्यासमोर रिप्रेझेंट करत आहे किंवा स्वतःला मांडतोय. तो त्याचे जे जेवढेही फॉलोवर्स आहे. तो त्यांचा एक अ, रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांचा एक नेता म्हणून तो त्यांच्यासमोर उभा असतो. आणि तो जे सांगेल तेच त्याचे ते अ, कार्यकर्ता करणार आहे. त्याचे फॉलोवर्स करणार आहेत. तर त्याची ही जबाबदारी आहे की लोकांपर्यंत त्यांनी चांगली गोष्ट पोहोचवावी. लोकांमध्ये चांगला मेसेज त्यांनी पोहचवावा.
अगदी बरोबर. हो, बरोबर. बरोबर. मग फक्त असं
जेणेकरून लोकं ते फॉलो करतील.
हं, हं. मग फक्त असं ॲडस वगैरे किंवा मग असं स्पॉन्सर्ड अ, लिहिणं हे पुरेसं आहे असं तुम्हाला वाटतं का? की अजून, म्हणजे काही स्पष्ट काही दुसरं काही?
नाही, बघा ॲड स्पॉन्सर्ड ते लिहितात. ते कारण की ते दाखव दाखवण्यासाठी असतं, की मला त्या प्रॉडक्टकडनं पैसे भेटलेले आहेत. म्हणजे अ, ती एक ट्रान्सपरन्सी मेंटेन होते ना? अ, त्या इन्फ्लुएन्सर आणि त्याच्या फॉलोवर्समध्ये, की नाही मला याचे पैसे भेटलेत म्हणून मी हे टाकलेलं आहे. आता ही तुमचा निर्णय असेल, की तुम्हाला ही गोष्ट घ्यायची आहे किंवा हिला अनुसरून तुम्हाला त्या पद्धतीने कामं करायची आहेत, का नाही?
हां, हां, हां. हो. बरोबर. हो, हो, हो.
तर अशाच पद्धतीने, आता खूप आपण सोशल कॉज वाले इन्फ्लुएन्सर बघितले असणार, की जे झाडं लावण्यासाठी प्रेरित करतात. निसर्गाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रेरित करत असतात. तर यांचेही असे फॉलोवर्स असतात, की जे त्यांच्या त्या-त्या भागामध्ये निसर्गाचे संरक्षण करतात, झाडे लावायला सुरुवात करतात, म्हणजे जेणेकरून लोकांमध्ये सकारात्मकता अ, निसर्गाप्रती प्रेम हे त्यांच्या माध्यमातून ते जागृत करून देत आहेत.
हो. बरोबर. हो. बरोबर, अगदी बरोबर. खूप छान सांगितलं. तर अ, मला सांगा, कोणत्या प्रकारच्या ब्रँड्स किंवा मग प्रमोशनला तुम्ही स्पष्ट नाही म्हणत?
हं. बघा, अ, जर असे ब्रँड्स जे समाजासाठी घातक आहेत. अ, मग नशा न नशायुक्त ब्रँड्स आहेत. तर असे जे ब्रँड्स आहेत यांना आपण नकार दिला पाहिजे. कारण की ती आपली एक नैतिक जवाब जबाबदारी आहे, की प्रत्येक अ, जो मुलगा, जो मुलगी आपल्याला फॉलो करते आहे, त्याच्या आई-वडिलां प्रती आपली ती जबाबदारी असते, की त्यांचा मुलगा चुकीच्या मार्गावर जायला नको आणि त्याचे फॉलोवर्स चुकीच्या मार्गावर जायला नको.
हां, हां. हां, हां. बरोबर. अगदी बरोबर. खूप छान सांगितलं. तर अ, पैसे आणि मूल्य यांच्यात संघर्ष आला, तर तुम्ही काय निवडाल?
हं. बघा, एका इन्फ्लुएन्सरच्या दृष्टिकोनाने बघितलं ना, तर मी एक त्यांचा नेता आहे, तर आणि त्या आणि त्या माझ्या कार्यकर्त्यांप्रती माझी ती जबाबदारी आहे. तर मी मूल्य निवडेल. कारण की मी जशा पद्धतीने वागणार आहे, त्याच पद्धतीने माझे कार्यकर्ता, माझे फॉलोअर्स वागतील आणि तेच ते अनुसरण करतील. जर मी पैशांसाठी अ, जर विकला गेलो आणि त्यांच्यापर्यंत मी चुकीचा मॅसेज जर मी पाठवला, तर निश्चितपणे तेवढे सगळे लोकं, अजून ते लोकं दुसऱ्यांना कनेक्टेड असतात, म्हणून ती साखळी बनून फारशा लोकांमध्ये तो चुकीचा मेसेज जाईल, ते लोकं त्या चुकीच्या पद्धतीने अनुसरण करतील. म्हणून मी मूल्याला चूज करेल पैशांच्या याच्यावर.
हां, हां. अरे वाह! खूप छान सांगितलं तुम्ही. तर मला सांगा, की तुमचा कंटेंट आणि मुलं किंवा मग किशोरवयींचे प्रेक्षक पाहतात, हे लक्षात घेऊन काय काळजी घ्यायला पाहिजे?
हं. हं. बघा ना, आपलं जे कंटेंट आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे वाईट शब्द आहेत यांचा वापर आपण न नाही करायला कारण की आप आपले जे कंटेंट आहे हे लहान मुलंही बघतात किंवा म मोठे माणसंही बघतात. जर आपण नुसतं एंटरटेनमेंटसाठी असं काही बनवत असणार तर ते फार चुकीचं आहे. कारण की आपण जे बोलतो त्याच पद्धतीने आप आपल्याला बघणारे लोकही ब बोलणार आहेत आणि तेच आपल्याकडनं ते शिकणार आहे आणि त्यामुळे आपली जी छवी असते ना लोकांसमोरची, तीही कुठेतरी ढासाळते कारण की "अरे! हा व्यक्ती तर असाच बोलतो, हा असाच आहे." तर त्या पद्धतीने आपली धारणा होऊन जाते.
हो, बरोबर. हो. हो. बरोबर. हां, हां, हां. बरोबर. तर मग अ, एखादी पोस्ट किंवा मग अ, ती केल्यानंतर हे योग्य नव्हतं, असं वाटलेला अनुभव आहे का तुमचा एखादा?
हं. हो अ, म्हणजे एका वेळेस का अ सम एका वेळेस एका इन्फ्लुएन्सरनी काय केलेलं होतं की त्यानी एक पोस्ट टाकलेली की ज्याच्यामध्ये ते आपण बघितलं असणार ना की
हां, हां.
अ, ते काही लोकांना काही आजार झालेला असतो आणि त्याच्यासाठी ते पैसे गोळा करतात.
हो. बरोबर.
पण ते जेव्हा लोकांनी त्याचा फॅक्ट चेक केला ना, तर तेव्हा ते असं निघालं की त्या तसं कोई काही कंडिशनच नव्हती त्या मुलाला, फक्त हा पैसा गोळा करण्याचा खेळ होता आणि त्यानंतर त्या अ, इन्फ्लुएन्सरनी ती पोस्टही डिलीट केली आणि सर्व्या लोकांसमोर येऊन लाईव्हमध्ये येऊन माफीही मागितली, की त्यांनी हे पहिले चेक नव्हतं केलं आणि चेक करून त्यांनी ही पोस्ट टाकायला पाहिजे होती आणि ज्या ज्या लोकांची फसवणूक झाली होती, त्यांच्याकडनं त्यांनी समा क्षमा मागितली होती.
हां, हां. बरोबर. अच्छा. खूप छान. तर मला सांगा अ, एखाद्या चुकीच्या म्हणजे च चुकीच्या किंवा मग असं हानिकारक कंटेंटसाठी अ, जबाबदारी नेमकी कोणाची असावी, असं तुम्हाला वाटतं? जसं की इन्फ्लुएन्सर किंवा मग ब्रँड किंवा असं प्लॅटफॉर्म वगैरे?
हं. हं. बघा, एखादा जर चुकीचा कंटेंट असेल तर ती जबाबदारी आहे त्या लोकांची, त्या फॉलोअरांची, की त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवली पाहिजे. मग त्याचं ते कंटेंटला रिपोर्ट केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याला पोहोचवलं नाही पाहिजे. कारण की जर आपण जर ते कंटेंटला जास्त प्रोत्साहन देऊ, तर ते तेवढ्याच जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्याला सोशल मीडियावरती ऑप्शन दिलेलं असतं ना, रिपोर्ट करा तुम्ही तशा कंटेंटला.
बरोबर. हो. अगदी बरोबर. बरोबर, बरोबर.
म्हणजे तो इन्फ्लुएन्सर लाही समजेल, की असं काही चुकीच्या गोष्टी आपण अपलोड करणं चालणार नाही.
हां, हां. बरोबर. खूप छान सांगितलं. तर मला सांगा, की अ, म्हणजे बघा, एक फॉलोवर्स जे असतात त्या फॉलोवर्सनी इन्फ्लुएन्सर कडून काय अपेक्षा ठेवायला हवेत असं तुम्हाला वाटतं?
हं. हं. बघा, फॉलोवर्सनी इन्फ्लुएन्सर कडून आहे ना, तेवढ्याच अपेक्षा ठेवायला हव्या, की तो त्याचं काम करतोय. त्याला त्या कामाचा पैसा भेटतोय आणि आपण त्याला अनुसरण करतोय. तर मग आपली अपेक्षा तशीच असावी. आपण त्याला एका इन्फ्लुएन्सर प्रमाणेच ट्रीट करायला पाहिजेल, ना की त्याला देव देव मानून. कारण, की काही लोकं खूप त्या एका व्यक्तीला देव मानून घेतात आणि तो व्यक्ती जे सांगतो ते तेच फॉलो करत असतात. म्हणून आपण त्याला इन्फ्लुएन्सर म्हणूनच घेतलं पाहिजेल. अं, तो जी गोष्ट बोलतो तिच्यावरती जास्त लक्ष न देता आपण आपल्याला काय पटतं, आपण आपल्या विचारांवरती, मग निर्णय घेतले पाहिजे.
हां, हां, हां. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. तर अ, नव्या इन्फ्लुएन्सरसाठी तुमचा एखादा सल्ला काय असेल?
बघा, नव्या इन्फ्लुएन्सरसाठी माझा एक सल्ला आहे, की तुम्ही चांगलं कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवा, चांगली माहिती पोहचवा. आणि तुमचा जर काही चांगला व्यवसाय असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांना तुम्हाला बघून काही नवीन करण्याची आतुरता निर्माण होईल. तेही त्यांच्या जीवनात काहीतरी चांगलं करू शकतील आणि तुम्हीही वाढणार, तुमचे ते लोकही वाढतील.
हां, हां. हो. हो. बरोबर. बरोबर, खूप छान. आणि मला सांगा एक शेवटचं, की इतर लोकांसाठी किंवा श्रोत्यांसाठी तुम्ही इन्फ्लुएन्सर कंटेंट पाहताना जबाबदार प्रेक्षक कसं व्हायचं, असं सांगाल?
जर एखादा इन्फ्लुएन्सर चुकीची माहिती देत असेल किंवा काहीतरी चुकीचं करत असेल, तर त्याला त्याच टाईमला आपण असं श्रोता म्हणून त्याला रिपोर्ट केलं पाहिजेल. जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार नाही आणि त्या इन्फ्लुएन्सरला ही समजेल की आपलं असं चुकीचं कंटेंट लोक बघणार नाहीत.
हां, हां. बरोबर. हो. हां, बरोबर. खरंच खूप छान. खूप छान सांगितलं तुम्ही. एक इन्फ्लुएन्सरला किती जबाबदारी असते, हे तुम्हाला काय वाटतं किंवा इतरांसाठी त्यांनी काय, कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत, कोणती दक्षता घेतली पाहिजे. खूप छान प्रकारे सांगितलं तुम्ही. आणि मला नक्कीच तुमच्याशी पुन्हा बोलायला खूप आवडेल. आणि मला खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खरंच तुमचे मनापासून आभार. आणि खरंच खूप खूप धन्यवाद.
हं. धन्यवाद!